तर अ, मला म ह्या पिढीला हेच सांगणं आहे, की तुम्ही छान गाणी ऐका. ज्याने तुमचा मूड फ्रेश होईल. अ, तुम्हाला नाचावसं वाटेल, तुम्हाला त्याच्यामध्ये आनंद मिळेल. असं कुठल्याही प्रकारचं संगीत असेल ना म्हणजे कधी-कधी तर असं पण असतं की उम्म, एखादं क काहीतरी असेल, नाही का म्हणजे एक गाणं होतं किशोर कुमारचं 60s मधलं पाच रुपय्या, बारा आना, मारेगा भैया, ना, ना, ना, ना म्हणजे अशी जरी गाणं अ, ऐकलं तुम्ही तुम्हाला ते मनोरंजन वाटेल. पण
हां. अ, हां. हां, अगदी बरोबर. हं, हं. हां. हं, हं. <chuckles> अ, हं. हां, नक्कीच, नक्कीच.
गंमत आहे मग त्या गाण्यामध्ये. तर तशी गाणी नक्की ऐकावी, पण आपल्या कानांना त्याचा फार परिणाम होतो. संगीत ही एक थेरपी आहे. तर, त्या संगीताचा आनंद घेताना थेरपी आनंद म्हणूनच घ्या. अ, तुम्हाला खूप काही साध्य होईल यात, असं मला वाटत.
अगदी बरोबर आहे यार, खरंच. अच्छा. हां. अरे वाह! वाह! खरंच, म्हणजे खरंच क तुम्ही ज्या-ज्या गोष्टी सांगितल्या मला खरंच खूप आवडल्या त्या. तर मी संगीताबद्दल जे तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतःला बेसुरा नका म्हणू पहिली गोष्ट तरी. तुम्ही खरंच खूप छान गाता, एकदम सुरमध्ये गाता, म्हणजे मज्जा येते तुमचा आवाज ऐकून. मी भलेही ते गाणं ऐकले नाहीत कधी, मी 60sमध्ये तर नक्कीच एवढे 60मधले नाही, 90sमधले मी ऐकलेत. जसे, हम तेरे प्यार में सारा आलम, लता ताईचं होतं ते. मग ते नक्कीच ऐकलंय. पण तुमचा आवाज खरंच खूप छान आहे. तुमचे जे अनुभव आहेत, खरंच ते ऐकून पण खूपच छान वाटलं. आपण नक्कीच याच्यानंतर भेटूया. आणखी आपण आणखी ही चर्चा करूया या गोष्टींवर आणि नक्कीच खरंच तुमच्याशी बोलून, खरंच खूप छान वाटलं. धन्यवाद!
अरे, थँक यू. थँक यू. थँक यू. थँक यू. धन्यवाद! अच्छा. ओके, ओके हो, हो. बरोबर आहे. हां. ओ. थँक यू. नक्की. नक्की, नक्की सर. येस सर. मलाही खूप आनंद झाला तुमच्याशी बोलून आणि भविष्यात आपण भेटूयात, बोलूयात, गप्पा मारूयात आणि विविध अ, अ, विषयांचं आपण छान विश्लेषण करूयात. आपले अ, खूप छान प्रश्न विचारले तुम्ही. आपले खूप-खूप आभार! थँक यू. धन्यवाद!
हो, नक्कीच. धन्यवाद!

आणि ते अमिताभ बच्चनने एक्टिंग केली होती वाटतं ना.
हो, हो. अमिताभ बच्चन आहेत त्यात. त्यामध्ये विनोद खन्ना आहेत. त्यामध्ये ऋषी कपूर आहेत. हे तिघे भाऊ असतात. ते लहानपणी बिछडतात आणि मोठ्यापणी भेटतात. असा एक सिंपल त्यामध्ये स्टोरी आहे. पण तर ते आणि वेगवेगळ्या धर्माच्या लोकांच्या घरी ते लहानचे मोठे होतात. एक जण हिंदूच्या घरी लहानचा मोठा होतो, एक जण मुस्लिमांच्या घरी मोठा होतो आणि एक जण ख्रिश्चनच्या घरी होतो आणि ते तिघेही अ, भाऊच असतात हो असं. ते फार तुम्हाला जर तो चित्रपट बघायला कधी मिळाला ना तर बघा. फार मनोरंजक आहे, फार मनोरंजक. काही-काही सीनला हसू येतं आपल्याला. अरे, किती बालिशपणा आहे. पण सिनेमा खूप छान आहे. हो, हो.
हां, तेच. हां. अरे वाह! वाह! हं, हं. अच्छा. अरे वाह! वाह! हो, हो. नक्की, नक्की. हां. हो नक्की, नक्कीच बघेल मी. <chuckles> हां. नक्की, नक्की. बघेल मी. बरं, जुन्या गाण्यांमध्ये आणखी तुम्हाला काय आवडतं? म्हणजे जुने गाणे कुठल्या प्रकारचे आणखी आवडतात किंवा एक स्पेसिफिक काही गाणं आहे का अजून?
अ, स्पेसिफिक म्हणायचे तर जे मोटिव्हेशनल गाणी असतात ती मला फार आवडतात. म्हणजे जीवन चलनेका नाम, चलते रहो सुबह शाम ते एक आहे आणि त्यानंतर मग गाडी बुला रही है, सीटी बजा रही है. हे मोटिव्हेशनल सॉन्ग आहेत. तर यामध्ये असं साधारण असं आहे, की माणसाने नेहमी चालत राहावं, थांबू नये. तुम्ही जर थांबले म्हणजे अगदी अगदी नदीसारखं असतं माणसाचं आयुष्य. जर तो वाहत राहिला तर तुम्ही निखळ, अ, स्वच्छ, स्वच्छंदी असं असतात. पण जसेही तुम्ही थांबतात, तर तुमचं डबकं व्हायला वेळ लागत नाही. तुमच्यामधलं पाणी, तुमच्यामधले विचार कुजायला लागतात. असं त्या गाण्यांमधलं साधारण आहे. म्हणून ती गाणी फार आवडतात मला. आणि त्यातल्या त्यात आणखी
जसे की? अरे वाह! हां, ते-ते-ते ऐकलंय, ते ऐकलंय मी. हां, हां. हं. हां. हो. अगदी बरोबर आहे. हं, हं. अरे वाह! खरंच, नाही छान गोष्ट आहे.
हो आ आणखी एक गोष्ट आहे, की तुम्ही मला विचारलं, की अ, गाणी कुठल्या प्रकारची आवडतात? तर ज्या गाण्यांमध्ये मेलोडी असते ती गाणी मला फार आवडतात. छान आवडतात. पण उगाच ज्या गाण्यांमध्ये धांगड-धिंगा असतो, ती गाणी फारशी भावत नाही मला.
हां, हां. हां.

त्या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे अ, एकतर धुन चांगलीच आहे, त्याचं कंपोझिशन चांगलं आहे, ते प पूर्ण पॅकेज म्हणून खूप छान गाणं आहे. पण त्या गाण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, की त्या गाण्यामध्ये जे झालंय ते भूतो न भविष्य आता पुन्हा होणारही नाही हे गाणं. त्याचं असं आहे की किशोर कुमार, अ, मोहम्मद रफी साहेब, आपले अ, मुकेश साहेब म्हणजे रफी, मुकेश, किशोर. हे 3घांचा आवाज त्या गाण्याला आहे.
हां. हां. अच्छा! हां. हं. अच्छा. अरे बापरे!
आणि हे एकमेव गाणं आहे की त्या गाण्यामध्ये हे 3घे जण गायलेले आहेत. तर अ, हे स्पेशल म्हणजे त्या गाण्याचं एक वैशिष्ट्य आहे. आणि हो, हो. आणि त्या सिनेमाचं नाव आहे, अमर अकबर अँथोनी. तर अ, त्यामध्ये हो.
हां, हां. अरे बापरे! अरे, अ, तेच तर म्हणलं, अमर मी ऐकलंय कुठेतरी गाणं हे अमर अकबर अँथनी मधलं आहे का?
हां, हां, हां. हो, हो, हो. अ, ते गाणं असं आहे ना, हमको तुमसे हो गया है प्यार क्या करे? बोलो तो जिए, बोलो तो मर जाये, असं ते छान गाणं आहे म्हणजे
तेच गाणं हां, हां. हां. <chuckles> ए, हे, हे, हे. अरे वाह वाह! खरंच-खरंच खूप छान गायलं तुम्ही. नक्की मला खूप आवडलं तुम तुमचं गाणं, पण हां, बोला-बोला कंटिन्यू.
हं, हं. अच्छा. म्हणजे ना अ, अ, म्हणजे अगदी माझ्यासारखा बेसुरा पण असेल ना, तो पण असा अ, सुरात गायला लागतं ते गाणं. आणि
हां हां. <chuckles> नाही, नाही, नाही, नाही, बेसुरा तर नाही तुम्ही. खरंच छान गायला ते. नक्कीच.
हां. आणि त्यामध्ये त अ, 3 नायक आहेत. 3न्ही नायकांना 1-1 आवाज आहे. म्हणजे अ, त्या गाण्यामध्ये असं मला आणखीन एक जाणवतं की 3न्ही वेगवेगळ्या अ, धर्माची माणसं आहेत. अमर, अकबर अँथोनी. तर अ, अमरला मुकेशचा आवाज आहे. अ, अकबरला अ, रफीचा आवाज आहे आणि अँथोनीला किशोरचा आवाज आहे. आणि ते कुठेतरी असं पण वाटतं की अ, ते 3घं भाऊ असतात. 3घं बिछडतात आणि 3घं भेटतात पुन्हा, असा एक साधा एक मसाला अ, अ, फिल्मचा तो फॉर्मॅट होता. पण हो. पण मला असंही जाणवलं की हे आपल्या देशाचं प्रतिनिधित्व करत आहे की काय ते गाणं, असं पण वाटलं, कारण विव विविध धर्माची माणसं पण शेवटी जाऊन त्यांचा मूळ एकच का ते सगळे भाऊच आहेत. म्हणजे आपल्या देशासंदर्भात पण तसंच वाटतं मला. धर्म, जात वगैरे सगळं काही वेगळं असेल. पण आपण सगळे जण अ, भाऊच आहोत. आपण एकच आहोत. असं मला त्या गाण्यावरचा एक तो ही फील होतो मला.
हां. हां. हं. अच्छा. हां, हां. हं. हां, हां, आहे त्याच्यात. हां, नक्की-नक्की. अच्छा. हां, हां. हां, अगदी बरोबर आहे.

अ, नाही, नाही. हे गाणं म्हणजे माझ्या प्लेलिस्टमध्ये अजूनही आहेच आणि ते फार दिल के करीब आहे हे गाणं माझ्या. मला फार आवडतं.
अरे वाह, वाह! क्या बात है! अरे, असं काही वेगळं काही आणखी? तुमचं काही इथं, एक लव्ह वगैरे काही झालंय, याच्या गाण्यामुळे किंवा ते जास्त रिलेटेबल वाटतं तुम्हाला?
हं. अ, हं. अ, नाही तसं नाही म्हणता येणार. पण अ, एक तर तो म्हणजे अगदी अ, ल बालपणीचा प्रसंग सांगतो तुम्हाला मी. आई बरोबर होतो. रेडिओवरती गाणं ऐकायचो. गाणं तर फार काही त्याचे अर्थ वगैरे कळत नव्हते. <clears throat> हं. त्यातल्या त्यात त्यातले जे म त्या गाण्यामध्ये 3 टप्पे आहेत आणि अ म्युझिक चेंज होत असतं त्या गाण्यामध्ये. ते हां. असं ते गाण्याचं वैशिष्ट्य आहे. त्या गाण्याचं वैशिष्ट्य आणखीन हे आहे. अर्थात हे मला मोठं झाल्यानंतर कळलं. बरं तुम्हाला आधी लहानपणीचा प्रसंग सांगतो मी. की हां, तर अ, बसलेलं होतं ते गाणं रेडिओवर ऐकलेलं होतं आणि आईला मी सारखं विचारायचो म्हणजे सिनेमा सुरू झाला तेव्हापासून. "ते गाणं कधी आहे आई सांग ना? ते गाणं कधी आहे?' आई बिचारी पहिल्यांदाच सिनेमा बघत होती. तिला काय माहिती. ती म्हणली, 'हो, हो आता आहे. हो हो आता आहे. हो, हो आता आहे.' तर अ, अजूनही मला आठवतं ते गाणं इंटरव्हलच्या अ, थेट आधी आहे. ते गाणं संपतं आणि इंटरव्हल होतं. असा सिनेमाचा तो अ, सिक्वेन्स आहे. तर इंटरव्हेलपर्यंत मी आईला किती वेळा विचारलं असेल, अ, मलाच माहिती नाही. तर मग तो प्रसंग मला सारखा आठवतो. हे गाणं आपण फार आतुरतेने बघण्यासाठी आईला फोर्स करत होतो. म्हणून ते थोडंसं अ, जवळ आहे ते गाणं माझ्या. असं मला वाटतं.
हां. हां, हां. हो. हो. नक्कीच. हां. हां. नक्की, नक्की. ते सांगा. अच्छा. <chuckles> हं, हं. हां. नक्की नक्की. <chuckles> हां, मग, मग. हं, हं. अरे हां. मग. <chuckles> हां, हां. <chuckles> अरे वाह वाह! नक्की, नक्की. खरं-खरं खूप आहे, म्हणजे आठवण जी आहे, ती खूप गोड आहे. त्याच्यामुळं ते गाणं एकदम मनात राहिलंय तुमच्या.
हं. हो, हो, हो.